सर्वात आधी मला तर हे सांगा, की तुम्ही स्वतः कोणाचे फॅन आहात का आणि कशामुळे? काय सांग?
हो नक्कीच आहे. अ, फॅन तर मी अनेक लोकांचा आहे, पण मला असं सांगायला आवडेल, की सोशल मीडियावरचे काही जी खरी लोकं आहेत ना, ज्या जे खरी गोष्टी करायला जात आहेत आणि प्रसिद्ध आहेत ते भारतातले. अ, जे समाजात काहीतरी चांगला बदलाव आणायला जात आहेत. त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि त्याची म्हणजे 1-2 उदाहरण मला नक्कीच द्यायला आवडेल. ते अगदी प्रसिद्ध लोकं आहेत. काही त्यात लाज नाही वाटत मला सांगताना. एक अ, मुलगा आहे जो इंटरव्ह्यू घेतो सगळ्यांचे राज शमानी असं काहीतरी नाव आहे त्याचं. आणि अनेक सेलिब्रिटीजचे इंटरव्ह्यू घेत असतो आणि एक खरेपणा असतो आणि चांगल्या गोष्टी तो विचार हो, हो. अगदी आणि इतका सुंदररित्या, सुंदर प्रश्न, खरं खरं खोल जाऊन त्या वै वैयक्तिक गोष्टी विचारून अ, तो इंटरव्ह्यू घेतो ना मला खूप आवडतं. आणि त्याचबरोबर एक अजून आहे मुलगा फूड फार्मर म्हणून जो अ, शुगरवरती बोलतो किंवा लेबल वाचा असं सांगतो. तर हे 2 उदाहरण मला आठवतात जे अत्यंत प्रेरणात्मक आहेत. मी म्हणजे खरा, खरा फॅन आहे त्यांचा.
हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. ओह! क्या बात है. दिस हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. पॉडकास्ट करतो ना तो? हं, हं, हं, हं, हं. हं, हं. क्या बात. हं. हं, हं. हां, हां, हां. क्या बात है! क्या बात है! बरं, मग मला सांगा की तुमच्या मते फ्लॅन फॅन क्लब म्हणजे नेमकं काय असतं? असं तुम्हाला वाटतं सांगा.
फॅन क्लब म्हणजे एक समुदाय मुळात की अ, अनेक लोकं जर माझ्यासारखी असतील, तर आम्ही एक ग्रुप बनवू आणि आम्ही अ, वेळोवेळी भेटू, कदाचित आणि त्या जो कोणी सेलिब्रिटी आहे त्याचा उदो-उदो करू थोडासा आणि कौतुक करू किंवा त्यांच्याकडून काय शिकतो, आम्ही नवीन काय आणलं कॉनटेंट किंवा
हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं, अगदी. <chuckles> अगदी, अगदी. हं, हं. हं, हं.
त्यांना हे कसं सांगू शकू की तुम्ही असं-असं कॉनटेंट बनवा. हे प्रयत्न मुळात, असे अ, करू आणि त्याचे बरेच फायदे आहेत. आता माझा एक अ, खूप जुना Orkut, Facebook जेव्हा आलं होतं 2000 दशक
हं, हं. अगदी. हं, हं. Orkut हो, हो, हो, हो, आय नो, आय नो. <chuckles>
तेव्हा आमचा एक माधुरी दीक्षितचा फॅन क्लब होता आणि त्याचा अ, मी एक भाग होतो हो, तर आणि त्यांना स्वतःला, माधुरी दीक्षित यांना पण माहिती आहे तो क्लब. अजूनही म्हणजे असं काही
काय बोलताय! ओ, हो. मग आताही आहे तो क्लब?
हो, हो, आहे. आता तो जरा तसा छोटा झालाय म्हणता येईल कारण इंटरनेट इतकं मोठं झालंय. त्यामुळे अ, आहे पण, चालू आहे पण, अजून आम्ही सगळे संपर्कात आहोत आणि एकमेकांबरोबर नवीन काही गोष्टी आल्या तर शेअर करत राहतो माधुरी दीक्षित यांच्या.
हं. हं, हं. हं, हं. क्या बात है! म्हणजे जबरे फॅन दिसतायेत तुम्ही. मग मला सांगा की फॅन कल्चरमुळे कलाकारांना किंवा खेळाडूंना कोणते फायदे होतायेत आता सध्या?
हो, हो. भरपूर फायदे होतात मला असं वाटतं. एकतर त्यांचं नाव राहतं, दुसरं म्हणजे त्यांचं काम ह्याचा प्रसार होत राहतो, म्हणजे ह्या फॅन्समुळे. आता अं, मी जरी आता फूड फार्मर म्हणा किंवा 1-2 जी नावं घेतली त्यांचे व्हिडिओ मी माझ्या लोकांपर्यंत कसे पोहोचतील किंवा मी थोडंसं माझ्या अ, कुटुंबातल्या लोकांना किंवा मित्रमैत्रिणींना थोडंसं फोर्स करतो की हा छान व्हिडिओ आहे, हा बघा, हा बघितला पाहिजे इतर फालतू गोष्टी बघण्यापेक्षा ह्या व्हिडिओज कडे लक्ष द्या. तर कारण मी फॅन आहे म्हणून नाही, पण त्यांचं कंटेंट चांगलं आहे म्हणून मी त्यांचा फॅन आहे आणि म्हणून मी त्या कंटेंटचा अजून जरासा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, तो पसरवण्याचा प्रयत्न करतो. हा सर्वात मोठा फायदा होतो अ, या लोकांना.
हं, हं. हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. बघा. <chuckles> क्या बात! हं. क्या बात है! क्या बात है! हं. अगदीच. मग कधी असं होतं का? की एखाद्याला तुम्ही सजेस्ट केलंय की "हा व्हिडिओ बघ" आणि जेव्हा तो बघतो त्यानंतर त्या विषयावर तुमच्या दोघांच्या काही गेह्ऱ्या चर्चा किंवा डिस्कशन झालंय? कारण की तुम्ही सांगितलं की तुम्ही पॉडकास्ट असे बघत असतात त्या त्या व्यक्तीचे. तेव्हा असं होतं का?
हो. हो, हो. होतं ना. अनेक वेळा होतं. कारण अं, तो इंटरव्यूअर जो असतो तो आणि जो कोणी सेलिब्रिटी असतो तो, त्या दोघांची मतं त्या अ, इंटरव्ह्यू पुरतीच सीमित असतात ना? आणि ते विचार जे काही एक्सचेंज करतात एकमेकांबरोबर, ते तेवढेच असतात. मग त्या विचारांवरती विचार आम्ही करत बसतो. कारण अ, ते सगळंच काही बोलतील असं नाही. त्यांना सगळंच काही बोलण्याची परवानगी असेल असंही नाही. सेलिब्रिटीजचं ते एक मोठं त्यांना एक श्राप लागलेला आहे, असं म्हणता येईल ना की त्यांना पूर्णपणे स्वतःला कधीच व्यक्त करता येत नाही. तर मग आम्ही स्वतःला व्यक्त करतो. आमचं फ्रस्ट्रेशन आम्ही काढतो एकमेकांपुढं आणि म्हणतो की नाही तो असं म्हणला, पण मला असं वाटतं की त्याचा दृष्टिकोन असा आहे. आणि जर मी मोठा फॅन असेन त्या इंटरव्युवरचा, तर मग मी म्हणेन की नाही ह्यानी असं विचारलं, हा बरोबर बोलला, समोरचा म्हणतो की नाही, हा असाही बोलू शकला असता. तर ते अगदी छानसं डिस्कशनही होऊन जातं कधी-कधी, मतभेदही होतात पण मज्जा येते.
हं. क्या बात है! अगदीच, अगदीच. <chuckles> अगदीच. क्या बात है! <chuckles> येस. हं, हं. अग क्या बात फक्त सांगा ना, की चाहत्यांमध्ये हे एकत्रपणाची भावना कशी तयार होत असेल? नेमकं?
मुळात, सगळेजण एकाच गोष्टीकडे जर अ, केंद्रित असतील त्यांचं लक्ष तर मग ते होणारच ना. म्हणजे तुम्हालाही एक प्रकारचं आईस्क्रीम आवडतं आणि मलाही म्हणजे मला सीताफळ आईस्क्रीम आवडतं. तुम्हालाही जर सीताफळ आईस्क्रीम <coughs> आवडत असेल तर आपण फॅन झालो ना सीताफळ आईस्क्रीमचे? तर मग त्याचा अर्थच हा आहे की आपल्यात साम्य ते आहे आणि आपण एकमेकांना रिलेट कसं करतो? तर सीताफळ आईस्क्रीममुळे. तर तसंच ह्या लोकांनाही हेच माहिती असतं ना की अ, कितीही आपले बाकीचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स म्हणा किंवा आपलं आयुष्य वेगळं आहे किंवा अ, तुमचं वय वेगळं आहे, माझं वय वेगळं आहे, तरी आपल्याला तो एक कॉमन फॅक्टर जो आहे आपल्या दोघांमध्ये किंवा सगळ्यांमध्ये, तो आहे, अ, तो एक व्यक्ती. माधुरी दीक्षित म्हणा किंवा शाहरुख खान म्हणा किंवा जे कोणी आहेत ते. तर त्यावरून आपण कनेक्ट होतो एकमेकांबरोबर.
हं, हं. अरे! क्या बात है! हो अच्छा. बरोबर, हं. हं, हं. हं, हं. हं. हं, बरोबर, हं, हं. येस, येस. अगदीच. मग मला सांगा, की आता जसं की सोशल मीडिया तर हा एक काळ आहे, तर मग या सोशल मीडियामुळे अ, फॅन कल्चर कसं बदललं आहे? काय सांगाल?
खूप बदललंय, म्हणजे आधी मी माझंच उदाहरण देईन ना, जेवढे कष्ट घेऊन अ, मी फोटो गोळा करायचो माधुरी दीक्षितचे, अ, म्हणजे आम्ही ₹1-1 अ, दुकानांमधून, रस्त्यावरून मी तर तिरुपती-तिरुपती हो. तिरुपतीच्या देवस्थानावरती रस्त्यावरती बसलेलं 1 अ, होतं कोणीतरी माणूस, तिथे 1 पोस्टर होतं, माधुरी दीक्षितच्या चेहऱ्याचं, स्केच केलेलं. ते विकत घेतलं होतं, म्हणजे इतके कलेक्शन आहे माझ्याकडे त्यांचं. तर ते खरे-खरे केलेले कष्ट आहेत. मला आठवतंय, माझ्या स्कूलमधला 1 मित्र ₹5 1 फोटो विकायचा. 1990च्या दशकात ₹5 म्हणजे आजचे अ, ₹50 वाटायचे. 50 किंवा 100 ही, तर महाग वाटायचं.
Orkutवालं. हां. हां, हां. काय बोलता? एवढं? क्रेझी फ्रॅन. अहं. अहं. हो, हो, हो, हो, हो. 5 येस दीडशे दोनशे रुपयापेक्षा जास्तच झाले ते, हो.
हो, म्हणजे खूप महाग वाटायचं. तरी आम्ही खरे कष्ट करायचो त्यावेळेस, कॅसेट गोळा करायचो वगैरे. पण आज किती सोपं झालंय. YouTubeवरून उचलायचं आणि Instagramवर टाकून द्यायचं, फॅन म्हणून. तर सोपं झालंय, छान झालंय, पण फायदा
हं. क्या बात. येस, येस. आणि आता एआयमुळे जसं पाहिजे तशी तुमची आणि ती, माधुरीची सोबत फोटो पण तुम्ही अपलोड करू शकतात.
अगदी. हो, हो, म्हणजे सेल्फी काढतोय मी असंही दाखवू शकतो मी आजकाल.
जेवताय तुम्ही सोबत, खूप काही
ते अगदी ट्रेंडिंग आहेत सध्या रील्स सगळे जे आहेत, जुने सेलिब्रिटीज अगदी मधुबालाबरोबर पण सेल्फी काढताना कोणीतरी 1 रील टाकली होती. तर
तुम्ही माधुरीसोबतच टाकले असतील मग फोटो?
मी नाही अजून अ, प्रयत्न केला. फार एआयचा मोठा फॅन नाहीये मी, तसं बघितलं, तर अजून तरी. पण बघा ना, फायदा कोणाचा होतो? सेलिब्रिटी लोकांचा आणि चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यांच्या नावाखाली आपण कितीतरी चांगल्या गोष्टीही करू शकतो, नाही का?
हं. अच्छा. हो. क्या बात. हं, हं. बरं. येस, येस. अगदीच. मग मला सांगा ना, की हे फॅन बेसमुडे लोकांना इन्स्पिरेशन मिळत मिळ मिळतं असं वाटतं का तुम्हाला? आणि ते कसं?
हो, हो, नक्कीच मिळतं. कारण एकतर अर्थात जर तो सेलिब्रिटी असेल, तो चांगलं काम करत असेल तर फॅन्सचं हे कामच आहे मी असं म्हणेन, त्यांचा हा जॉब आहे उलटं मी म्हणेन की छानसा जॉब आहे, अ, थँकलेस जॉब किंवा अनपेड जॉब आहे, बिनपगारी की अ, त्यांच्या कामाचं चांगल्या कामाचं चांगलं नाव करणं जगभरात आणि कधी-कधी असं होतं ना की जरी कोणीतरी काहीतरी केलं, म्हणजे उदाहरणार्थ शाहरुख खाननी काहीतरी चांगलं काम केलं अ, काहीतरी डोनेशन केलं आणि त्यांनी त्याबद्दल कळत-नकळत एक रील टाकली असेल तर ती सगळ्यांपर्यंतच पोहचेल अशी नाही ना. ते अल्गोरिथममध्ये एक लिमिट असतं. तर मी जर त्यांचा फॅन असेल आणि आम्ही असे हा 1000 फॅन असू एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये. तर आम्ही 1000 लोकं अजून 5000 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवू शकतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी पसरवणं खूप सोपं होतं फॅन क्लबमुळे आणि त्याच उलट काही चुकीचे फॅन क्लब ही असतात, जे त्या अ, सेलिब्रिटीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळतात वगैरे, असेही गैरप्रकार होतात. पण मला चांगल्या बाजू बघायला जास्त आवडतं.
हं, हं. हं, बरोबर. हं. हं, हं. हं, हं, हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. अगदीच. हां. अगदीच अगदी. तेच. मग तुम्हाला असं वाटतं का, की कधी-कधी जसं तुम्ही आता बोललात, कधी-कधी फॅन कल्चर अतिरेकीकडे जास्त, जाता असं वाटतं का तुम्हाला मग?
हो. जातं ना म्हणजे मी उदो, उदो जे म्हणालो ना, तोच प्रकार आहे ना, की खूपच जास्त कौतुक करणं एखाद्याचं. एखादं अ, तेवढं डिझर्व्हिंग नसतो, सेलिब्रिटी कधीतरी किंवा तेवढं टॅलेंट ही नसतं एखाद्यामध्ये, पण तरी त्यांचे फॅन असतात. आणि ते फॅन खरेही अस असतील, की नाही, हाही एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पैसे देऊन विकत घेतलेले फॅन जे असतात किंवा खोटे फॅन क्लब जे असतात ते आहेत. हं.
हं, हं, हं. बरोबर. <chuckles> जे फॉलोअर्स वाढवून घेतात ते वाले.
हो, हो. तेहीवाले आणि ते तर आकडे झाले ओ, अ, सोशल मीडियाचे. पण WhatsApp ग्रुपवरती, पण विकत देऊन म्हणजे ₹50-50 देऊन अ, आठवड्याला ₹50 मी तुम्हाला देईन आणि तुम्ही माझं नाव करायचं. तुम्ही माझे रील्स, माझे व्हिडिओस तुमच्या परिवाराला दाखवायचे आणि बघायला लावायचे. त्यांच्या अकाउंटमधून हे माझं काम. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही मला ₹50 द्यायचे असं. तर इतक्या छोट्या रेटमध्ये जर काम करणारे फॅन्स मिळत असतील, तर ह्याचा गैरवापरही होतोच आहे. नक्कीच.
हं. हं. हं. हो. हं. बरं. ते कसं? तर का नाही? होऊ शक मग मला सांगा आता, की जसं ह्या अशा, मग हे अशी जे अंधभक्ती आणि जेन्युइन ॲडमायरेशन जे असतं यात मग फरक कसा ओळखतात? किंवा ओळखला जाऊ शकतो?
हो. आपण मग फक्त त्या सेलिब्रिटीकडे बघायचं ना. म्हणजे फॅन क्लब तर सगळ्यांचे असणारच; म्हणजे मीही अगदी फक्त 5000 जरी माझे फॉलोवर झाले Instagramवरती, तरी मी म्हणू शकतो की मी एक मायक्रो सेलिब्रिटी आहे आणि माझेही फॅन आहेत 5000. पण माझं काम बघून, जर एखाद्याला वाटलं की नाही, "हे काहीच काम नाहीये. काही फार जगात काही मोठा बदल करेल किंवा काहीतरी चांगलं करेल जगात असं काम नाहीये." तर त्या मुळाकडे जाऊन आपण जर पाहिलं, की हा व्यक्ती नेमका काय करतोय आणि समाजासाठी काहीतरी करतोय का? किंवा हे जग पुढं जाईल, आपला देश पुढं जाईल, असं काही करतोय का? तर मग आपण नक्कीच ठरवू शकतो की त्याचा फॅन क्लब ही तेवढाच चांगला आहे. म्हणजे त्याचा दर्जा कसा आहे?
हम्म हं. हम्म. बरं. बरं. क्या बात! अगदीच, अगदीच. तर मला सांगा ना अ, की हे जे फॅन क्लब आहे, अ, हे समाजावर काही नकारात्मक परिणाम यांचा होऊ शकतो का? असं वाटतं का तुम्हाला?
हो, हो. होऊ शकतात. म्हणजे अ, इको चेंबर्स नावाचा प्रकार असतो ना की, मी एकाचा फॅन तुम्ही दुसऱ्याचा फॅन आणि, त्यात हे आजकाल राजकारणात बरंच लेफ्ट आणि राइट असं काहीतरी येतं ना, ते मला अजून पर्यंत कळलं नाहीये त्याचा अर्थ काय आहे? पण असं होऊ शकतं की तुम्ही एक आहात मी एक आहे
हं. बरोबर. लेफ्ट विंग्ज, राइट विंग. एका विचारशैलीचे लोकं. तसं.
हो. तर तस त्यामुळे ते अतिरेक होऊ शकतो की नाही मी म्हणणार मीच बरोबर, तुम्ही म्हणणार तुम्हीच बरोबर आणि आपण भांडत राहणार. आणि आपण 2 जण भांडणार मग आपल्याबरोबर जर तुम्ही 100 आणले, मी 100 आणले, तर मग 200-200 लोकं भांडणार एकमेकांबरोबर आणि मग समाजात एक अस्थिरता निर्माण होऊ शकते ना; त्यामुळे शक्य आहे पण हे दाबणंही तेवढं सोपं नाहीये, असं मला वाटतं.
अग भांडणं, अगदी. गप्पा नाही, मग मला सांगा ना की फॅन कल्चर किंवा हे हेल्थी राहण्यासाठी काय मर्दा मर्यादा हव्यात? तुम्हाला काय वाटतं?
मला वाटतं की जबाबदारी प्रत्येकानेच घ्यावी, एक तर. अ, आणि मुळात, आपण जर तिसरे अ, ऑडियन्स म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून जर एखाद्यांकडे बघतो, तर त्यांच्या फॅन क्लबकडे बघण्यापेक्षा थेट त्यांच्याकडे आपण बघावं, प्रेक्षक म्हणून किंवा ऑडियन्स म्हणून. आणि फॅन क्लब अ, हा त्यांचं काम फक्त पुढे नेण्यासाठी किंवा त्या कामाचा प्रसार, जसं मी म्हणालो, ते करण्यासाठी अ उपयुक्त ठरतो. पण अ, मुळात त्यांचं काम महत्त्वाचं असतं. आणि एखादा जर मनोरंजन आपल्याला देत असेल, तर तिथेपुरतंच अ, तेवढंच ते ठेवावं, जास्त सीरियसली घेऊ नये. तशानेच नियंत्रण येईल त्या फॅन कल्चरवरती, असं मला वाटतं. कारण तसा वेगळा काही फायदा नाहीये, तसं बघायला गेलं तर समाजासाठी.
हं, हं. अगदीच. येस. क्या बात है! क्या ब अगदीच. अगदीच. नाही खरंच, एकंदरीत अशी खूपच सुंदर माहिती दिली आहे तुम्ही आणि तुमचं जे एक अ, फॅन ग्रुप तुम्ही जे सांगितलं, माधुरी दीक्षितबद्दलचं ते 1, 2, 3, 4 जे प्रेम आहे तुमचं, त्या गाण्यासारखं, तेही कळालं. ना नक्कीच तुमच्याशी आणखीन विषयावरही मला संवाद करायला आवडेल. तुमचे मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
<chuckles> धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.